आता काय आहे ना की पॉझिटिव्ह निगेटिव्ह रिव्ह्यूज हे तर आमच्या कामाचं पार्ट ॲड पार्सलच आहे. तर त्यात काही इतकं मनावर घ्यायचं नाही, सुरुवातीला मला असं भरपूर दुःख व्हायचं, की अरे ह्याला आवडला नाही. आता काय करायचं? म्हणून मग त्यानंतरच मी असं ठरवलं की आधी त्यांना एकदम पेंटिंग एकदम फ्रेश असं बनवून नाही द्यायचं. पहिल्यांदा आधी एक असं रफ वर्क बनवून द्यायचा आणि नंतर मग त्यांच्या प्रतिक्रिया घ्यायच्या की, "बाबा, तुम्हाला काही ह्याच्यात बदल वगैरे हवे की नाही." मग आता मी तसं करते. मग त्यामुळे काय होतं ना की त्यांनाही असं समजतं की बाबा खरोखरच हिने काळजी घेतली आहे की आमचं जे रिक्वायरमेंट आहे आमची जी अपेक्षा आहे ते ती पूर्ण करायला प्रयत्न करते आहे. आणि त्यात जर का बदल हवे असतील तर आपण आत्ताच सांगायचं. मग त्याप्रमाणे मग आम्ही करतो आणि त्यांना एक रफ स्केच दिसलं की त्यांना एक आयडिया भेटतं की अशा प्रकारचं पेंटिंग तयार करून मी देणार आहे. तर अ, मग त्यांना ते मग ओके वाटतं आणि जर का एखाद्या वेळी असं कोण व्यक्ती समोर आला आमच्या की ज्याला खरंच म्हणजे कितीही काही कराल काही-काही माणसांना ते, ओ ओके वाटतच नाही.
हं. हं. हं. नक्की. हो. हं. नक्कीच. हो, हां, म्हणजे त्यांना काही ना काही कमी काढायचीच असते त्या कामामध्ये, हो.
म्हणजे कितीही, म्हणजे तुम्ही. <chuckles> हां. ती त्यांची सवयच असते. मग अशा वेळेस ना, मग मी स्वतःच्या मनावर ते घेत नाही आणि मी त्यांना सांगते, "बाबा हे बघा, 3 एडिट्स तुमच्यासाठी मी दिले आहे. 3 तुम्ही ह्याच्यात 3 वेळा काही ना काही बदल करायचा रिक्वेस्ट देऊ शकतात. पण त्यापुढे नंतर मग जेव्हा हे बदल अप्रूव्ह झाले, त्यानंतर जेव्हा मी मास्टरपीस बनवणार माझं पेंटिंग फायनल पीस तुम्हाला बनवून देणार, त्यानंतर मग तुम्ही असं नाही सांगू शकत की ह्यात आता मला बदल हवेत. कारण मी 3 चान्सेस तुम्हाला दिलेले आहेत." तर आपली ही हो. आपणही मी पण माझी एक सीमारेषा ठेवते.
हं. नक्की. हं. हं. नक्कीच. हं आणि ती लिमिट असणं ही गरजेचं असतं. आपलं काम करत असताना नक्कीच. हं, नक्कीच, नक्कीच. मग आता जे अशा तुमच्या सारख्या क्रिएटिव्ह फील्डमध्ये आहेत आणि त्या लोकांना क्रिएटिव्ह ब्लॉक येतच असतात. मग ह्या लोकांनी ते ब्लॉक हटवण्यासाठी काय पद्धत वापरावी? किती 3 अशा सोप्या पद्धती आम्हाला सांगा म्हणजे मला सांगा की ते वापरून हे ब्लॉक निघतील बा?
हं. हं.